हां, म्हणजे थोडक्यामध्ये अ, ट्ट्रस्ट किंवा विश्वास निर्माण व्हायला ऑनलाईन अ, व्यक्तीसोबत थोडा वेळ घ्या तुम्ही आहे ना. असे तडका-फडकी अ, निर्णय घेऊ नका. वेळ घेतल्यानंतर तुम्हाला खरंच कळेल, की अ, आपण म्हणतो ना, त्यांच्याकडे किती पेशन्स आहे त्यावरून पण कळतं. जर का तुम्हाला फोर्स करत असतील <chuckles> काही करायला तर मग समजून घ्यायचं की लाल झेंडा आहे <chuckles> बाबा इकडे दूर रहा. हां, तर अशामध्ये अ, तुमचा स्वतःचा असा एखादा अनुभव आहे का हो, जिथे तुम्ही ऑनलाईन अ, भेटलात आणि अ, पर्सनलमध्ये भेटलात आणि सकारात्मकरित्या ते पुढे आलं असं नाही की स्कॅम वगैरे झाला? हां.
अगदी, अगदी. येस. हो, हो. हो. हं, हं. <laughs> अगदी, अगदी येस. बघा माझ्यासोबत आहे ना, म्हणजे की अ, जेव्हा मी असं सांगेल की Facebookमध्ये मेसेंजर वगैरे आलेलं अर्ली स्टेजेस होते आहे ना, तर तेव्हा असं आम्ही भेटलो वगैरे बऱ्याच लोकांना होतं, पण तेव्हा असं काही स्कॅम्स वगैरे झाले नव्हते आमच्यासोबत, कारण की स्कॅम्स होतात असं लोकांना माहितीच नव्हतं, कमी होतं. म्हणजे स्कॅमिंग हा प्रकार म्हणजे 100 पैकी एखाद 2 लोकांसोबत होऊ शकत होता, असं मी सांगेल तुम्हाला. तर आम्हीही असं ऑनलाईन चॅटिंग करून बरेच, अ, बऱ्याच लोकांना भेटलो होतो, पण असं कधी झालं नाही. आता कसं आहे ना, की लोकांना समजलंय एक प्रोसेस आली आहे, काय-काय करू शकतो? किती गंडवू शकतो कोणाला? ते समजते. तर आता स्कॅमस होत आहेत.
बरोबर आहे. हां. हां. बरोबर. <chuckles> म्हणजे लोकं पण क्रिएटिव्ह झालेत स्कॅम करणारे आजकाल असं म्हणता येईल नाही का, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती काढतायत शोधून-शोधून <chuckles> नव्या-नव्या. हं.
येस, येस, येस, येस, येस. येस, येस, येस. स्कॅमच्या पद्धती. <chuckles>
हो ना, हो. तर यामध्ये अ, डिजिटली भेटणारे लोकं ही अ, म्हणजे हेच असतील स्कॅमर असतील किंवा नकली असतील, असं नाहीये, असं म्हणता येईल आपल्याला बरोबर?
असं नाहीये. तुम्ही चाच त्याची अ, काय बोलतात तुम्ही टेस्ट करा त्याला. टाईम घ्या, वेळ घ्या, जर ओके असेल, योग्य असेल, तर भेटा. डायरेक्टच मला असं वाटतं, की नाही. तुमचा गैरवापर होऊ शकतो किंवा तुमच्याशी काही तुमच्या लाईफशीही काही चुकीच्या गोष्टी होऊ शकतात.
आलं ल बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही पडताळणी त्याची केली पाहिजे तुमच्या पद्धतीने. हं. खूपच छान तुम्ही माहिती सांगितलीत, की ऑनलाईन अ, भेटीमध्ये आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. कधी-कधी एंजेल प्रिया ती खरीही असू शकते, पण तुम्हाला स्कॅमकरून तुमच्या नावावर बिल पण फाडू शकते नाही का. <chuckles> असं पण होऊ शकतं. खूप छान आणि मजेशीर प्रसंग तुम्ही सांगितलेत. खूप-खूप धन्यवाद आपले.
बरो हो, हो. हो. येस, येस, येस. हं, हं. <laughs> अगदी, अगदी. नक्कीच हो.

हां. अ आणि हे हे बरंच होत आहे म्हणजे हे पुण्यात होत आहे, हे मुंबईमध्ये होत आहे, जे मेट्रो सिटीज आहे ना तिथे होत आहे. तर ह्या ज्या मुली असतात ना या त्या हॉटेलवाल्यांशी टाय-अप असतात ठीक आहे. असं मुलांना फसवून आणणे आणि मग त्यांच्यासोबत बिल करणे तर मग त्यांनी मला फोन केला, की "अरे, असं-असं झालं यार," हे केलं, मी बोललो त्याला "बाहेर ये. तू बाहेर ये." आणि मग त्यानंतर आम्ही आहे ना त्या अ, त्या मुलीसोबत तिथे 10-12 होते, ज्या दिसत नव्हते. म्हणजे जे मग ते मुले याला बाहेर पकडायला आले, की "अरे, सर बिल नहीं भरा आपने." तर मग हा बोलला कोणतं बिल मी काय खाल्लंच नाही. बोलते तुमच्या टेबलवर तेवढं बिल आलंय, इतके शॉर्ट्स वगैरे मागवले. तर मग आम्ही मुले वगैरे तिथे गेलो आणि आम्ही त्यांना बोललो, की "कसलं बिल बाबा? आम्ही नाही देणार बिल वगैरे" आणि तिथं गर्दी झाली आम्ही त्यांना बोललो, "चला." ते बोलले, "पोलिस चौकीला जाऊ." बोललो "चला पोलिस चौकीला." चला. आम्ही आहे ना तयार होतो त्यांना पोलिस चौकीला घेऊन जाऊन आणि आम्ही आहे ना बोललो, की "त्या मुलीला घेऊन या की आम्हाला तिला पोलिस चौकीला घेऊन जायचं आहे." त्यानंतर ते लोकं तिथून पळून गेले. म्हणजे ती मुलगी सटकूनच गेली. म्हणजे तुम्ही विचार करा ना, की याचे आहे ना रील्स आले होते. ह्या गोष्टीचे आहे ना रील्सदेखील व्हायरल झाले होते. कमिशनर लोकांनीही अ, रील्स व्हायरल केले होते, की अशा घटना घडताहेत. या मेट्रो सिटीजमध्ये अशा गोष्टी घडतात. तर मग बघा ना किती रिस्की आहे हे.
अरे बापरे! हां. हां. अच्छा. हां. अच्छा. हां. बरोबर आहे. हां. बरोबर आहे. <laughs> अच्छा! अरे बापरे! खूप रिस्की आहे आणि मला वाटत बेरोजगारांच एक चिन्ह पण आहे. म्हणजे असे स्कॅम करावे लागत आहे त्यांना, स्पेशली मुलींना पण आणि मुलगी पण रिअल होती इथे नाही का असं नाही, की मुलगी फेक आहे. <chuckles> अवघड आहे. हं. मग अ, काय काळजी आपण घेतली पाहिजे बरं का, जेणेकरून आपण अशा गोष्टींमध्ये फसलो नाही पाहिजे? स्पेशली पुढची जर मुलगीच असेल, अशा वेळेस कशाप्रकारे विश्वास आपण निर्माण केला पाहिजे. अ, अ, WhatsApp नाही म्हणजे डी-एमवर किंवा मेसेजवर असं म्हणता येईल?
हो, हो. हं, हं. रिअल, रिअल. येस, येस, येस. हो, हो, हो, हो. हं, हं. हं, हं.